हां, नक्कीच तुम्ही त्यांना अ, मदत करताय, की हां आपण कुणालातरी अ, मदत करून एक आनंद वाटत असेल आपल्याला नक्कीच. तर अ, असं कधी म्हणजे अ, स्पर्धा झालंय म्हटले तुम्ही आणि जितले पण आहेत खूप सारे स्पर्धा. तर त्यामध्ये असं काय भेटलं होतं आपल्याला बक्षीस वगैरे आठवते तुम्हाला लहानपणीची वगैरे आठवण छंदामधून?
हं. हो. अ, हां, आठवतंय ना की मला बक्षीस जास्त करून ते कसे ड्रॉइंग बुक्सच भेटायचे. कधी-कधी कलरचे आपले किट असतात ते भेटायचे. एकदा स्कूल बॅग अ, भेटलेली. एकदा असं पण झालेलं की मी स्पर्धेत भाग घेतलेला आणि मी खूप छान चित्र काढलेलं. मला मी जेव्हा काढलं होतं तेव्हाच मला सगळे म्हणलेले अरे! तुला तर काय पहिलंच बक्षीस भेटणार. आणि मी अ, <chuckles> नाही भेटलं. कारण ते एक म्ह म्हणतात ना, मंडळाचं ते होतं आणि तिथे मला वाटतं त्यांनी एक अ, पार्शालिटी झालेली. मग ते जे हां, मग त्यांनी दुसऱ्या कुणाला तरी निवडलं. तर ते मी तेव्हा खूप हताश अ, असे झाले होते. पण म्हटलं ठीक आहे. <chuckles>
अच्छा! हां, हां, हां, हां, हां, हां. अरे वाह! आहां. हां, हां. <chuckles> अरे वाह! मग भेटलं का? हां, हां, हां, हां. अरे! खूपच वाईट झालं म्हणजे. हो, हो, हो, हो, हो. हां, म्हणजे अ हां, आपलं सगळं चांगलं आहे आणि तिथं थोडंसं अ, म्हणतात ना पॉलिटिक्सकडून आलं आणि ते खूप वाईट वाटतं. की हां कलेला आपल्याला प्राधान्य नाही भेटलं. मग असं जेव्हा नवीन जे छंद बाळगतात, त्यांच्यासोबत होतं तर त्यांनी कसं हाताळावं हा विषय? कसं पचवावं हे अपयश?
हां. हो. अ, हो. <smacks lips> अ, काय नाही कारण कसं आहे, ह्यात तुम्ही तुम्ही तुमचं काम केलं. तुम्ही खूप अ, म्हणतात तुम्ही बेस्ट दिला. पण जेव्हा असं काही होतं, की अ, पार्शालिटी हे होते तेव्हा आपण काही करू शकत नाही. मला असं वाटतं, की तुम्ही ते स्वीकारावं आणि तसंच मला वाटते पुढे जावं. आपण काही त्यात तर करू शकत नाही. पण हां आपल्याला शिकण्याची ती एक संधी मिळाली आणि तो एक अनुभव घ्यायला मिळाला ते महत्त्वाचं आहे.
हो, नक्कीच. हां. हां, ते आपल्या हाताबाहेरच असतं. नक्कीच, नक्कीच, बरोबर. हां, हां, हां. ते महत्वाचं म्हणजे अ, तुमचं मला खरंच अ, आवडलं हे म्हणणं, की आपण त्या गोष्टीमध्ये आनंद घ्यावा जे आहे म्हणतात ना, मनापासून करावं ते जास्त महत्वाचं आहे. हे का नाही एखाद्या बक्षीसपेक्षा आणखी आपला छंद जपणं.
हो. हो, हो. हो आण हं, हो आणि मला तेव्हा जेव्हा मी चित्र काढलं, पूर्ण केलं तेव्हाच मला बऱ्यापैकी लोकांनी म्हटलं "अरे! तू तर पहिली येशील, तू चांगलं करतेस." तर मला माझ्यासाठी ते खूप जास्त अ, महत्त्वाचं हां. त्या बक्षिसापेक्षा मला त्यावेळेस मला जी प्रशंसा भेटली ती अजूनही माझ्या लक्षात आहे.
हां, हां. अरे वाह! हां, हां, हां. महत्वाचं होतं की लोकांच्या प्रशंसा भेटणं. ती जास्त महत्वाची असते.

अ, कधी-कधी त्रासदायक वाटायचं. पण जसं मी म्हणले, की मला आवड होती. तर अ, मी करायची ते. <chuckles>
<chuckles> हां, हां. अच्छा. खूपच छान. म्हणजे अ, एवढं म्हणतात ना असं एखादा असतं, की हा एवढं झालं अन् स सफल झालं आणि सोडून देतात. अरे! जाऊ दे आता करायचं नाही. पण तुम्ही परत ते अ, करता डेडिकेशननी. पण असं अ, तुम्ही या छंदामध्ये काही स्पर्धा वगैरे पण जितल्या आहे का काही?
<chuckles> हां. हो. हो. मी खूप स्पर्धा जिंकल्या. तर बघा शाळेत स्पर्धा असायच्या. शाळेत एक तर स्पर्धा असायच्या. परत तुम्हाला माहिती असेल गणपतीचे जे सण असतात गणपती मंडळ आ आहेत ना, ते पण कधी-कधी स्पर्धा आयोजित करतात. तर मी त्या हां, मंडळ गण मंडळाचे जे गणपती असतात ना ते पण स्पर्धा आयोजित करतात. तर मी त्यात पण भाग घ्यायचे. कधी-कधी जन्माष्टमी उत्सव असतात मंदिरामध्ये. तर ते पण असे स्पर्धा आयोजित करतात. मी अ, त्यात हां. परत मला वाटते मी 1-2 एक्झिबिशनमध्ये पण माझे पेंटिंग्स अ, ठेवले होते. ते एक्चुली जे शाळेतली जी मुलं असतात ना, त्यांचं ते त्यांच्या चित्राचं ते एक्झिबिशन होतं. तर त्यात पण मी माझे अ, काही चित्र दिले होते आणि मला त्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
अरे वाह! जसं काही? हां, हां. अच्छा हां, हां, हां, हां. अच्छा. गणपतीमध्ये पण करतात का अ आयोजित? अच्छा. हां, हां, हां, हां. अरे वाह, वाह, वाह! मग तुम्ही त्यात भाग घेता का? हां, हां, हां, हां. अरे वाह! हो. जसं का काय प्रतिसाद मिळाला आपल्याला?
अ, की हां की अ, तुम्ही ते जे चित्र आहे ते बघून खूप अ, तुम्ही छान बनवलं आहे. ते खूप लाईव्ह वाटते आणि का काही मोठे-मोठे चित्रकार पण आले होते. त्यांच्याकडनं पण काही अ, मला अ, एक म्हणू शकतो की फीडबॅक मिळेल, मार्गदर्शन भेटलं, की हा हे जे आहे हे थोडं तुम्ही अजून या या ह्याच्यात तुम्ही अजून चांगलं करू शकता किंवा काय केलं पाहिजे असं.
हां, हां, हां, हां, हां, हां. हां. अरे वाह! हो. मार्गदर्शन भेटलं. हां, हां, हां, हां. नक्कीच.

खूपच छान. आणि तुम्ही त्याला कसा वेळ देत होता? म्हणजे अ, चित्रकला असेल त्याला खूप म्हणतात ना, असं पेशन्स देऊन, वेळ देऊन काम करावं लागत असेल. तर ते एकाच ह्याच्यात तुम्ही करत होता का, असं थांबून-थांबून, की "हां, आता थांबूया. आता उद्या करू बाकीचं?"
हं. हो. हो. नाही-नाही. ते एका हां. ते खरंच हे खूप छान विचारलं तुम्ही. नाही ते एका वेळेत होत नाही खरं तर आणि मी कधीच माझं एक होतं. मी कधी कोणाला माझी अर्धे चित्र हे कधीच दाखवत नव्हते. जोपर्यंत मी पूर्ण चि अ, नाही ते एक अ, असं असतं ना की तुम्ही अर्ध दाखवलं की समोरचा व्यक्ती मग लगेच म्हणतो अरे, नाही हे चुकीचं आहे. हे असं नाहीये. हे तसं आहे. हां. अ, हां हां माझं पूर्ण काम झालं तर मग त्याच्यानंतर मग तुम्ही जी काही आहे ती प्रतिक्रिया द्या आणि ते एक म्हणतात ना अर्धं चित्र बघून तुम्ही ल सांगू शकत नाही ओके. जेव्हा पू जेव्हा चित्र पूर्ण होतं, ते, ते एक अ, खूप वेगळंच दिसतं आणि म्हणून अ, आणि ते खरंच खूप वेळ घेत होतं ॲक्चुअली कारण मी नुसतीच चित्र काढत नव्हती, तर त्याला रंग देणे, त्यात रंग भरणे. हे सगळं हां. ह्या छोट्या-छोट्या ज्या काही गोष्टी आहेत तर आणि मला ज जसं-जसं वेळ भेटेल, तसं-तसं मी ते काढत होते. तर ते पहिल्या एका ह्याच्यात तर होत नव्हतं.
हां, हां, हां. अरे वाह! का पण असं? हां, हां, हां, हां. अच्छा. तुम्हाला म्हणजे त्यांना अ, प्रतिक्रिया घ्यायला आवडत नव्हतं लगेच, की हां, माझं पूर्ण काम झालं, की मग तुम्ही द्या प्रतिक्रिया? <chuckles> हां. ते आहे. हं, हं. अच्छा. हां, हां. हो. ते आहेच. हां, हां. अच्छा. पण अ, हां, हां. अरे, मग काय केलं तुम्ही? म्हणजे असं होत असेल ना, की हां, अ, तुम्ही ट्राय करताय. तुम्हाला काहीतरी असं बनवायचं आहे की चांगलं उत्तम. पण तुमच्याकडून ते बनलंच नाही, बिघडलंय. तर त्यावेळेस काय केलं तुम्ही? <chuckles> झालंय का? <chuckles>
हं. असं हां असं झालंय. म्हणजे कधी-कधी असं होतं की अ, मा माझ्या डोक्यात एक असतं की हां, मला हे, हे चित्र असंच बनवायचं आहे. पण ते काही कारणामुळं मला ते जमलं नाही किंवा ते तसं झालं नाही, तर मी काही नाही मी परत ट्राय करायचे. तसं बनवायचा प्रयत्न करायचे.
हां, हां, हां, हां, हां, हां, हां. हां, हां. अरे! अच्छा. ओके. पण त्याला कसं हाताळता? म्हणजे का तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्ही असा विचार करता की का बाबा माझ्याकडनं ही चूक झाली? काय घडलं? मग तुम्ही त्याला कसं हाताळता?
अ, हां. मला ते कळतं की अ, कदाचित आपण काढताना नीट काढलं नाही, किंवा आपण अ, जे कलरच जे कॉ कलर कधी-कधी असे असतात ना, की आपल्याला जे अ, कलर, 2 कलर मिक्स करून जो एक आपल्याला फायनल रिझल्ट हवा असतो. समजा तर ते कळायचं की अरे, हां, हे 2 कलर मिक्स करून ह्याचा वेगळाच काहीतरी हा कलर बनला आहे. तो आता मॅच होत नाही आहे. तो ठीक दिसत नाही आहे. तर मग दुसऱ्यांदा करताना मग परत ते अ, मी ठीक करायचे.
हां, हां. अच्छा. हां, हां, हां, हां, हां. हो. हां, हां, हां, हां, हां. पण ते असं होत नाही का म्हणजे हां तुम्ही आता एवढा वेळ दिला महत्वाचा तुमचा आणि आता तुम्ही परत ते चित्र काढण्यासाठी तयार होताय आणि अ, तेवढाच वेळ देणार आहे. तर कधी-कधी असं त्रासदायक नाही वाटत ते?
हं.

तुम्हाला एखादा छंद आवडतो का?
अ, हां, मला एखादा मला खरंतर खूप असे छंद आवडतात. पण त्यातील मला सगळ्यात आवडतं आहे चित्रकला आणि अ, लहानपणापासूनच मला चित्रकलेची खूप आवड आहे. माझ्या शाळेतला सगळ्यात आवडता तास म्हणजे चित्रकलेचा आणि मी. हो, मी खूप त्या तासाची खूप आतुरतेने मी वाट बघायची आणि अ, समजा शाळेत अशा स्पर्धा असल्या की नाही चित्रकलेच्या तर मी नेहमी त्यात भाग घ्यायची आणि मला अ, मी नेहमी त्यात 1ल्या किंवा 2ऱ्या अंकात यायची मी नेहमी.
हां. <chuckles> अरे, वाह! हां, हां. अच्छा. हां, हां. म्हणजे तुम्ही त्याची खूप वाट बघता आतुरतेने. <chuckles> हं, हं, हं, हं, हं. हां, हां. अरे, वाह! मग कसं का, तुम्हाला हाच असा अ, छंद आवडतो चित्रकलाच?
अ, चित्रकला हा मला अ, छंद आवडतो. कारण एक एक म्हणतात ना की जेव्हा पण अ, मी मला काही व्यक्त करायचं असतं. तर ते मी मला असं वाटतं की मी ते माझ्या चित्रकलेतून मी अ, व्यक्त करू शकते आणि अ, जेव्हा पण मला रिकामा वेळ भेटतो. मला असं वाटतं, की चला आपण काहीतरी आज चित्र काढूया. तर तिथनं मला ती आवड ॲक्चुअली निर्माण झाली.
हां. हां, हां, हां, हां. अरे, वाह! हां, हां. हं, हां, हां. अरे, वाह! म्हणजे खूपच अ, चांगला छंद आहे, जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला हां, आवडतं, की एखादी भावना व्यक्त करणार त्या चित्रातनं. तसं केलंय का तुम्ही? म्हणजे कुठली भावना व्यक्त केली त्यामध्ये तुम्ही?
<chuckles> हं. हो, म्हणजे मला कसं आहे समजा अ, मी अशी बसली असेल आणि मला काही समोर असं दिसते. काय निसर्ग हे रम्य अशी मी ठिकाणी आहे, तर मला आवडतं. मी लगेच पेन अ, लगेच ते माझ्याकडे मी कॅरी करत असते. माझ्याकडे ते ड्रॉइंग बुक असते. तर मी लगेच ते काढून मी लगेच चित्र काढते आणि जेव्हा चित्र पूर्ण होतं ना तर ते एक वेगळंच त्यातनं एक समाधान अ, असं वाटतं.
हां, हां. अरे, वाह! हां, हां, हां, हां, हां, हां. हां.